घरी काम करताना असं चॅलेंज म्हणजे पहिली गोष्ट तर जेव्हा आपण मी जेव्हा ऑफिसला जायची, तेव्हा मला असं वाटायचं, की माझा ट्रॅव्हलिंगमध्ये भरपूर टाईम जातोय. अ, अशा सगळ्या गोष्टी व्हायच्या आणि अ, आता असं मला वाटतंय की त्यामुळे माझ्याकडे जेव्हा मी बाहेर ऑफिसला जायची ना, तर मग असं होतं की आपण वेगवेगळे अ, कपडे ट्राय करून जायचो आणि आता असं झालंय, की अ, म्हणजे असं काही फरक नाही ना पडत, की आपलं फक्त मीटिंग असेल ते हां, घरी असल्यामुळे असं काही नाही. तर मग असं मला वाटतंय, की अ, म्हणजे तुम्ही तयार नाही होऊ शकत जास्त असं मला थोडंसं वेगळं वाटतंय त्याच्यामुळे. हां, तर हे माझ्यासाठी खरं सांगायचं तर हे चॅलेंज आहे आणि असं झालंय की वर्क फ्रॉम होम असल्यामुळे असं वाटतं की कधी-कधी की चला, कधी पण जरा झोपलं, थोडं लेट झोपलं, तरी चालेल, कारण का थोडा टायमिंग सेव्ह होतोय ना. जर ट्रॅव्हलचा टाईम वाचतोय आपला. तर मग कधी-कधी असं स्टार्टिंगला असं झालं ना, की थोडं म्हणजे अ, झोप मी लव जरा लेट झोपायला लागली आणि मग लगेच सकाळी लवकर उठायला लागली, तर मग झोप मोड वगैरे झाली थोडीशी, हां.
हां, हां. हो, हो. हां, हां. हां, हां, हां. <chuckles> हां, घ घरी असल्यामुळे. हो, हो, हो. हां, हां, हां, हां. अच्छा. हां, हां. हो, हो. नक्कीच. अच्छा! हो आणि तुम्हाला असं वाटतं का, की प्रत्येकाचं एखादं स्वतंत्र वर्कस्पेस असावं?
हं. हो, नक्कीच. असावं असं मला वाटतं. आणि जसं मी तुम्हाला म्हणाले, की मी पण एक माझं छोटसं वर्कस्पेस तयार केलंय. माझी जागा माझं वर्किंग एन्व्हायर्नमेंट आणि मस्त मला खूप छान वाटतं. जसं की मी अ, कॉफी मशीनदेखील आणलंय एक छोटसं. जेणेकरून मला हां, जेणेकरून पूर्ण असं ऑफिसचं फील मला घरातच आला पाहिजे. हां. आणि मस्तपैकीच छोटसं अ, म्हणजे कुशन्स वगैरे ठेवलेत. अ, छोटसं असं अ, म्हणतात ना, बसायला मला थोडीशी अशी छोटीशी जागा बनवलीये मी आणि तिथे असे पेपर वगैरे जेव्हा येतात घरात, तेव्हा मी ते वरती आणून ठेवते आणि मला असं मस्त वाटतं की "चला माझं एक ऑफ"
हां, हां. अच्छा. हां, हां. ओह! अरे वाह! <chuckles> अरे वाह! <chuckles> हो, हो, हो. हां, हां. म्हणजे तुम्हाला पूर्ण तुम्ही ऑफिसच बनवून टाकलं जे प्रोफेशनल ऑफिस असतं? <chuckles>
हां, पूर्ण ऑफिस. जर तुम्ही अ, म्हणजे मी सांगू शकते कोणी इथे आलं ना, तर त्यांना असं वाटेल की तुम्ही ऑफिसमध्येच आलात. मस्तपैकी खूप छान वाटतं. मला इथे काम करताना आणि असं छोटसं आणि जी बाल्कनी आहे ना, माझ्या इथे, त्या बाल्कनीत सुंदर अशी झाडं लावलीत. मग जेव्हा मला असं म्हणतात ना ब्रेक असतो, तेव्हा ब्रेकमध्ये मग मी जेव्हा कॉफी मशीनवर कॉफी बनवते. आणि मग तिथे हां, तिथे जाते. मला एवढं मस्त वाटतं ना, असं वाटतंय की "वॉव!" म्हणजे व्यू ऑफिसचा व्यू आहे माझा तो एक प्रकारचा, हां.
अरे वाह! हां, हां. ओ! हां, हां. अन् निसर्गात जाता? अच्छा आणि तो तुमचा घरातनं काम करण्याचा जो प्रकार आहे नाही का ऑफिसचा, तर तुम्हाला त्यासाठी कशा प्रकारचा सेटअप लागतो हो?
हं, हं.

हो नक्कीच, मला तर वाटतं कारण का हे तुमचं प्रोफेशनलिझम तुम्ही सांगता जर तुम्ही बॅकग्राऊंड सेटअप, जसं की तिथे तुम्ही आपल्याला बॅकग्राऊंडसाठी आपल्याला तिथे अ, सिलेक्ट करायला ऑप्शन्स देखील असतात. तर मग मी आ स्वतःच असं बनवून घेतलेलं तिथे माझ्या नावाची नेम प्लेट येईल. माझं नाव येईल आणि माझ्या कंपनीचा जो लोगो आहे, तो येईल. हा एक प्रोफेशनलचा पार्ट आहे मला असं वाटतं. त्याच्यामुळे मी ते ऑलरेडी बनवून ठेवलेलं आहे, हं.
हां, हां. अच्छा. हां, हां. अरे वाह! <chuckles> हां, हां. अरे वाह! वाह! हो, नक्कीच. नाही खूपच छान आहे तुमचं ते, अ, प्लॅनिंग. तुम्हाला असं वाटतं का की जे घरचं वातावरण आहे, नाही का. ते घरच्या ऑफिससाठी डिस्ट्रॅक्शन वाढवतं?
हो. हं, हं. अ
तो आवाज वगैरे, त्या गोष्टी.
हां, कधी-कधी असं वाटतं मला. कारण माझ्याकडे अ, एक डॉग आहे. आणि अ, तर मग तो कधी-कधी त्याला असं म्हणजे कोण आलं, की तो भुंकत असतो. तर पण अ, पण मग म्हणजे शेवटी त्याला कळत नाही त्या गोष्टी. पण ठीक आहे ना, इट्स ओके मला असं म्हणजे अ, शेवटी तो पाळीव प्राणी आहे आणि तो माझा एक बोलतात ना, एक बडी आहे एक प्रकारचा. बाकीच्या बाकी कुठल्या गोष्टीचा मला त्रास होत नाही, त अ, आणि हं, पण ठीक आहे.
हां, हां. हां, अच्छा. हां. हो. हो. अरे वाह! <chuckles> हां, हां. ते कमी करण्यासाठी काय करता मग तुम्ही ते डिस्ट्रॅक्शन?
नाही. एक्चुअली कधी-कधी त्याचा आवाज म्हणजे अ, एकदा का माझं जे रूम आहे तो वरच्या म्हणजे वरच्या फ्लोरला आहे, असं आहे. तर मग इतकं पण थोडा आवाज येतोच त्याचा कारण का तो खूप जोरात भुंकतो कधी-कधी त्याच्यामुळे. पण ठीक आहे म्हणजे ,अ म कधी जेव्हा मीटिंग वगैरे असेल तर मग मी आवाज आला तर पटकन म्यूट वगैरे करते असं, असं होतं. आणि असं एक एकदाच झालंय, अजूनपर्यंत असं नाही झालंय. ठीक आहे आणि म्हणजे मी एकदा सांगितलेलं पण मग माझ्या वरिष्ठाना ते म्हणजे ती म्हणाले "ठीक आहे, ठीक आहे" असं.
अच्छा. अच्छा. हां, हां. ओह. हं, हां, हां. अच्छा आणि तुमच्या ते घरच्या ऑफिससाठी, जे कामाचं वेळापत्रक आहे, ते फिक्स आहे का फ्लेक्सिबल आहे?
हं. हं. हां, म्हणजे माझं फ्लेक्सिबल अस आहे. पण मी माझ्या कामाची म्हणजे टाईम आहे ना, तो फिक्स ठेवलेला आहे. म्हणजे मी असं अ, हे नाही करत, की माझं बरोबर अ, लॉगिन करते. त्याच्यानंतर माझा जो ब्रेक हां टाईमिंगवर ब्रेकफास्ट 15 मिनिटाचा वेळ असतो. मध्ये जरा काम केल्यानंतर मग मी थोडं खाऊन घेते त्याच्यानंतर. 1 तास मला अ, ब्रेक असतो. तेव्हा मी जेवायला जाते. असं माझं पूर्ण हे आहे. आणि तो बंद साडे पाच-पावणे सहापर्यंत म्हणजे एकदम असं तर 05:30 पर्यंत थोडं 10-15 मिनिटं अ, उपर नीचे असं होऊन जातं आणि मग हो, म्हणजे संपत सगळं असं हां.
हां, हां. अच्छा. टाईमिंगवर. हां, हां. ओह! हां, हां. अच्छा.

नक्कीच.
मग तुम्ही तो कसा चूज करता की म्हणजे कुठला रंग मला ऑफिससाठी हां, व्हाईट कलर.
अ, मी तुम्हाला जसं म्हणाले की आधी व्हाईट कलर होता. मग व्हाईट कसं शांतता आणि कॉन्सन्ट्रेशनचं प्रतीक आहे, मला असं वाटतं. त्याच्यामुळे मला अ, खूप छान वाटतं तो जो कलर आहे, म्हणजे पांढरा कलर हा माझा आधीपासूनच अ, म्हणजे आवडीचा आहे. तर मग मला त्याच्यामुळे खूप शांत वाटतं आणि म्हणजे असं काल्म वाटतं मला चांगलं वाटतं त्याच्यामुळे. आणि मेन गोष्ट म्हणजे मी ते मोटिव्हेशन कोट्सदेखील लावलेले आहेत. अ, की जसं की "तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार" अशा अशा अर्थाचे. अशा अर्थाचे मी हे केलेले लावलेले आहेत आणि म्हणजे त्याच्यामुळे मला असं वाटतं की अ, म्हणजे वर्क-हार्ड असं वगैरे मी केलेले आहेत. त्यांचे आहेत बरेच माझ्याकडे कोट्स तर ते मी वाचल्यावर मला छान वाटतं असं, म्हणजे मोटिव्हेशन मिळतं कारण का मी एकटीच असते. माझ्याशी बोलायला कोण नसतं. तर मग असे खूप सारे कोट्स लावल्यामुळे मला नक्कीच त्याची मदत होते आणि मला छा
हां, हां, हां. हां. हो, अरे वाह! खूपच छान कोट आहे हा. हां, हां, हां, हां. अच्छा. हो, हो. म्हणजे तुम्हाला तुमचं वर्कस्पेस जे आहे, जे तुम्ही घरासाठी तयार करताय ऑफिससाठी जागा. ती सजवणं पण तुम्हाला खूप आवडतं हा?
हं. हो, मला खूप आवडतं आणि तसं मी केलेलं आहे. आणि जसं आता अ, की दिवाळी व सण येऊन गेला आहे. तर तेव्हा मी असं मस्त छोट्याश्या पणत्या पण इथे अशा लावलेल्या ज्या आर्टिफिशियल्स असतात त्याच्यामुळे मला पूर्ण असा दिवाळीचा फील आला छान वाटलं मला.
हां, हां. हां. अरे वाह! हां, हां, हां. म्हणजे घरचं ऑफिस तुम्ही खूपच अ, चांगलं बनवत असता की सणावाराला त्याला त्याला अ, चेंज करत राहता, जसं कंपनीमध्ये होतं.
हां. हां. येस. हो, हो. हं. बरोबर तसं केलेलं मी. हं.
हां, हां, हां आणि मग घरी काम करताना जेव्हा तुम्ही अ, घरीसाठी ऑफिस तयार केलं आणि तेव्हा मग तुम्ही परिवारशी कोऑर्डिनेशन कसं करता काम करताना?
हं. हं.